मी त्या ऐवजी तर माझं मोठं घेतलं 3 बी-एच-के आणि रेंटनीच. पण मग त्याच्यामध्ये एक रूम ऑफिस म्हणून सेटअप केलेली आहे.
अच्छा. म्हणजे घरचं घर आणि ऑफिसच ऑफिस पण. हां, हां.
आहे. तर त्याच्यामध्ये मग मी दिवस जरी असला ना, तरी आपली ट्यूब लाइट
हं, हं. व्यवस्थित.
<chuckles> असं ते केले. हं, हं, हं. तर हे पहिलं. ते मी
हं, हं. मग तुम्ही घरात मग वेगळं काही अ, बनवलं नसेल मग? तुमची ऑफिसचीच अ, जागा आहे तयार त्यासाठी.
आणि मग दुसरी गोष्ट मग मी काय केलं ना, की हां. हां, हां. बरोबर आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये मी टेबल माझं जे ऑफिसचं साहित्य आहे ना, खुर्ची, थोडे-थोडे चेंजेस केले. बघा, आता तुम्हाला गंमत सांगतो. आधी मी काय करायचो ना की माझ्याकडं ती ऑफिसची टिपिकल चेअर असते बघा आर्म चेअर. ती पुढं मागं होते, रेलता येतं वगैरे, वगैरे त्याला चाक असतात तर ते तर त्याला कसं ना, थोडंसं ते चाक असतात तर हालायला-डूलायला होतं आपल्याला, पुढं-मागं होतं. मग त्याचा कधी-कधी आवाज वगैरे होतो किंवा डिस्टर्बिंग होतं. तर मी काय केलं ना, फोकस त्यांनी मला नाही जाणवलं की अरे ह्याच्यामुळं माझा फोकस जरा कमी होत आहे. तर मग मी काही केलं ना, लाकडी चेअर घेतली एक आणि सध्या मी त्या लाकडी चेअरवरच बसतो. तर त्याचा आवाज येत नाही किंवा जे अ, पोश्चर वगैरे जे करेक्शन अ, आपले जे होतात ना म्हणजे खराब होतं पोश्चर ते होत नाही. तर मग मी ते चेंजेस केलं आहे.
हां, हां. हो, हो. बरोबर. हो, बरोबर. अच्छा! अच्छा! अच्छा, मला वाटलं ते त्या खुर्चीमध्ये ते जास्त होतं तर तुम्हाला उलटं लाकडी खुर्चीमध्ये पोश्चर व्यवस्थित मिळाला असं म्हणायचंय. अरे वाह! ह्या गोष्टी पण बघितल्या नक्कीच.
हो, हो. हो, हो, हो.